आपल्या आयुष्यात ना खूप वेळेला असे प्रसंग येतात ना जेव्हा आपल्याला आपण जे गोष्टी करत असतो त्यात यश मिळतं आणि आपण खूप खुश होतो. पण कधी-कधी ना आपल्याला अपयशांनाही सामोरं जावं लागतं. अशा वेळेला खूप अ, त्यातून पुन्हा बाहेर येणं. आणि उभं राहणं परत खूप कठीण होतं किंवा कधी-कधी त्याला खूप टाईमही लागतो मग मला. हं. की असं तुमच्या बाबतीत झालंय का हो? तुम्हाला कधी अपयश वगैरे आलंय का? काही सांगाल त्याच्या बद्दल? हं, हं.
हं. हो ना. हो. बरोबर. हो. नक्कीच ना. मला सांगायला आवडेल तुम्हाला बघा तुम्ही जसं आता सांगितलं ना अगोदर. अपयश जर यश आलं तर आपण किती खुश होऊन जातो ना. आणि तेच जर अपयश आपल्या अंगी आलं, आपल्या मार्गाला आलं. तर किती निराश होऊन जातं मन आपलं नाही का. आणि जेव्हा हा अपयश येते ना खरंच सांगते का पूर्ण माणूस अ, खचून जातं नाही का. पण मला कधी-कधी मग असं वाटतं का जर माणूस चुका नाही करणार तर कोण चुका करणार ना?
हां. हो ना. हं. अगदी खरं आहे. बरोबर. हो. <chuckles> हो ना. ते तर आहेच.
माणसात हो माणसाकडूनच तर चुका होणार आहे नाही का. माणूस हा एक समाजशील प्राणी आहे आणि नक्कीच तो चुकणार आहे. आणि चुकामधूनच तो शिकणार पण आहे. असंच एक झालेलं. जेव्हा मी दहावीला होते बरं का. तेव्हा आलेलं. त्या दहावीला होते आणि दहावीच्या बोर्डाच्या पेपरामध्ये मी गणिताचा विषय माझा फेल झाला होता.
हो. हं. हो. हं. अच्छा. हां. अरे बाप रे. मग?
तेच आता तुम्हाला मी सांगते तो अनुभव माझा. जेव्हा अ, दहावीचे पेपर होते आम आता कसं आहे ना आमचं गावाकडचं. अ, गावाकडे राहत होतो आणि जी आमचं अ, शाळा होती ना तिथेच आमचे ते अ, बोर्डाचे पेपर पण होणार होते बरं का. चांगला अभ्यास वगैरे हो चांगला अभ्यास केला सगळं वगैरे केलं. अशी एकंदरीत हुशार मुलगी. पण ते सांगतात ना गणितामधले ते अंक मला काही जमेना. गणित आणि माझा सांगतात का ते 36चा आकडा नाही का म्हणतात. हो. तसं काहीतरी होतं. आणि सातवीपर्यंत तर व्यवस्थित होतं हो माझं. पण सातवी नंतर थोडं-थोडं ते उदाहरणं आणि ते थोडं मला अवघड जात होतं. मग नंतर मला काही कळेनाच बाबा. मग मी काय करायची ना हो. जेव्हा पेपर आता एक्झाम आली आमची बरं का आणि त्याच्यानंतर परीक्षा वगैरे दिली. आता माझ्या बाबांना तर माहिती आहे, का हिचा गणिताचं खूप डेंजर आहे यांचा सीन नाही का. तर माझे बाबा गणिताचा जेव्हा पेपर होता ना तेव्हा मला बोलले का म्हणे "काय गं म्हणे तू अ, पूर्ण प्रिपरेशन झाली आहे तुझी, पूर्ण अभ्यास वगैरे केला का तू?" तर अ, मी बाबांना म्हटलं का "हो बाबा मी केलं तर आहे. पण बघा मला माहिती नाही म्हटलं मी गॅरंटी देत नाही."
हं, हं. हां. हं. अच्छा. अच्छा. हं, हं. हां. <chuckles> अच्छा. 36चा आकडा. हां. बरोबर. <chuckles> ओके. हं. हां. अरे बाप रे! हं. हं. <laughs> हां, हां, हां. हं. हां.